मग ते बांधलं त्याला काहीतरी आणि गेले.
हं.
आणि ते अ आम्हाला सांगतात, "आता काही जास्त दुखत नाहीये. ते बरं आहे म्हणजे." पण ते खरंच दुखत नाहीये का?
हं.
तर ते दुखतंय, हे कोणाला माहित नाहीये का? तर माहितीये पण मला कदाचित ना, कधी-कधी असं वाटतं की ही एक अ, म्हणतात ना की
अ, हो, हो. बरोबर.
आपण स्वतःला अक्षरशः वाहून घेतो कामासाठी. किंवा मग ते म्हणतात, की एक मध्यमवर्गीय कुटुंबात ही एक अ, रूढी-परंपरा आहे, की नाही ठीक आहे. आताची वेळ मारून न्या. कारण कदाचित दुखणं आहे, डॉक्टरांकडे जायचंय, मग त्याचा खर्च जास्त आहे.
हो. हं. हं. हं. हो, हो. कुठेतरी आपण अ, पैशांकडे सुद्धा बघतो बरं का. किंवा आराम घेतला तर, प्राराम केला तर, माझं हे काम अपूर्ण राहील. अशाच भावना अ, जवळपास सगळ्यांच्या असतात. तर तुमच्याही मनात अशा असं दडपण येतं का किंवा अ काही भावना येतात का?
आणि हं. हं, हं. हां, बरोबर म्हणालात तुम्ही. आणि ना माझी आजी असं म्हणायची. "ह्याच्यासाठी काय डॉक्टरकडे जायचंय!?" आपण आपल्या घरातले जे म्हणतात ना
हं. हं. हो. <laughs> हं.
आजीचे नुसके.
हो.
मग पोटात दुखतंय, काही होतंय, मग ते थोड्याश्या गरम पाण्यात हिंगा टाकायचं, लिंबू टाकायचं आणि ते प्यायचं. म्हणजे बरं वाटेल.
हं. <sucks teeth> अ हं. अच्छा. हं. हं.
याकडे, तत्सम बऱ्याचदा लहान मुलांना, काहीही झालं, तर सर्वात आधी मी असं नाही म्हणते की ते चुकीचं आहे. पण त्याच्यावर बरेचसे इलाज केले जातात, घरच्या घरी.
हं. हं. हं. घरच्या घरीच. अरे वाह! म्हणजे आजीची पोटली तुमच्याकडे असतेच. वाह, छानच!
आणि नंतर हं, हो, हो. आजीची पोटली असते आणि लहानच का? मी म्हणेन तर सगळेच वयोगट.
<chuckles> हो.
तुम्ही तुम्ही स्वतः ठरवता, की त्या माणसाला काय होतंय? तुमचं त्याच्यामध्ये ज्ञान नाहीये. म्हणजे म्हणतात ना, काही एक्सपर्टीज नाहीये तुमच्या. तरी बरेच घरचे ठरवतात, की हां, हे तर
हं. बरं. हो.
हे तर होतच राहतं.
खूपच सामान्य आहे आणि होऊन जाईल. अ, असं हो, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. बरोबर आहे. अ
होऊन जाईल. आणि माझं मी तुम्हाला उदाहरण देते किंवा एक किस्सा सांगू इच्छिते. की एकदा मला खूप ताप आला होता आणि आमच्या घरी अ, मला वाटतं रक्षाबंधन होतं.
हां. हं. हं. हं.
आणि मग मी अ, माझ्या आईला सांगितलं की म्हणजे आदल्या दिवशी ताप आला होता मला आणि दुसऱ्या दिवशी पण अशी कणकण जाणवत होती, पण गोळ्या घेऊन ना जरा म्हणजे थोडं तरी बरं वाटत होतं.
हं. बरं. हां. हां. थोडंसं तेवढ्यापुरतं तात्पुरतं तुम्ही काहीतरी उपचार केले त्याच्यावरती, पुढे?
हं. हं. आता मग माझ्या आईने मला सांगितलं, की "ठीक आहे तू आता जरा काही जास्त काम करू नकोस." बसून रहा वगैरे.
हं. हां. हो.
अ, त्याच्यापुढे किस्सा असा झाला, की जेव्हा रक्षाबंधन केलं
हं. हं.
आणि मग म्हणतात ना, आपण फोटो सेशन सुरु करतो.
हो, हो.